खरं तर पेपरवर्कबद्दल मला शून्य अ, ज्ञान आहे, काहीच कळत नाही. पण आपण आज-कालच्या जगात जगतोय, इतकी सगळी माहिती आहे इंटरनेटवरती, Googleवरती, आपण स शोधू शकतो की घर विकत घेताना किंवा जमीन विकत घेताना कोण-कोणते कागदपत्र ठेवायला पाहिजेत? किंवा असले पाहिजेत? मागितले पाहिजेत समोरच्याला? आणि पैसा किती आधी द्यायचा? काहीजण कॅशमध्ये व्यवहार करतात, काही जणं चेकद्वारे व्यवहार करतात, तर अ, काय खबरदारी घेतली पाहिजे आणि काय नाही, हे तर आपण Googleवर नक्कीच शिकू शकतो. पण माझ्या कर्जाची मी परतफेड कशी केली, यावरून मी 1 नक्कीच छानसा सल्ला देऊ शकतो.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. द्या ना.
तो असा आहे की माझं आधीचा ई-एम-आय मी म्हणालो ना, 8000 होता. तर तो ई-एम-आय होता 2036 ह्या सालापर्यंत. बरं का, म्हणजे एवढं लांबचं त्याचं टेन्युअर होतं. पण माझा 1 मानलेला मामा जो आहे, त्यानी इतकी छान अशी त्याची सांगड घातली आणि नियोजन असं केलं की तो ई-एम-आय 8000 चा वाढवून 20000 केला. जसा-जसा माझा पगार वाढला. तर तो ई-एम-आय 20000 करून त्याचा कालावधी 3च वर्ष केलं.
हं, हं. अरे बापरे! <chuckles> अच्छा, अच्छा. हं, हं. अरे बापरे! काय बोलता? म्हणजे तो किती वर्षाचा होता? नेमका म्हणजे किती? 2036 पर्यंत तुम्ही 8000 पर मंथ.
त्यामुळे 3 वर्षात 20-20 बघा ना दोन हजार सहा पासून 2036 पर्यंत
म्हणजे 30 वर्ष दरमहा 8000 रुपये.
30 वर्ष हो, असा होता. मग मी अजूनही ते फेडत बसलो असतो वेड्यासारखा. पण त्यानी मला 20000 तो ई-एम-आय केला, तेव्हा सुरुवातीला मी खूप चिडलो, की काय माझ्या प अर्ध्याहून जास्त पगार जातोय की काय? असं वाटायचं मला कारण टॅक्समध्येही पगार कट होतो वगैरे. तर आधी मला दुःख झालं, वाईट वाटलं, राग आला, पण 3 वर्षात माझं ते घर पूर्णपणे माझ्या ताब्यात आलं. ते सगळे पेपर मला परत मिळाले. तर अगदी कधी
आणि त्याचं हो. हं, हं, हं. अरे वाह! वाह! खूपच छान! म्हणजे तुम्ही दरवर्षी त्यामध्ये वाढ करत गेलात का? म्हणजे 8000चे 10, 10चे 15 असं?
नाही, नाही. तो ई-एम-आयच बदलला. म्हणजे तो ई-एम-आयच ते तो हप्ताच 8000 च्या ऐवजी 20000 करून टाकला आम्ही, फिक्स्ड. आणि